फारच सुंदर! म्हणजे खूप छान रूटीन बनवला आहे तुम्ही तुमचा हा. अ, पण काही वेळा कसं होऊन जातं ना की लोकं म्हणतात, की मी अ, ह्या-ह्या वेळी मी रच रचनात्मक नाही आहे म्हणता येईल किंवा मग मी तेवढी ऊर्जा मला वाटत नाही आहे. मग अशा वेळी काही छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे जे काही सराव, काही उपयोगी येईल की "माझी कल्पना चालू करा," असा मेंदूला आपण एक म्हणतो ना, की सिग्नल पोहचवू शकतो, अशा वेळी तर काही अ, छोट-छोटे तुम्ही तुमचे काही अनुभव वगैरे सांगू शकणार का? की असं झालं होतं माझ्यासोबत? <chuckles>
हं. हं. अ, नक्कीच-नक्कीच-नक्कीच हं. अ, अ, मला वाटतंय की ज्याप्रकारे आजकाल सोशल मीडिया किंवा मग इतर साऱ्या गोष्टींमध्ये माणूस हा बांधला गेला आहे तर नक्कीच, मग आपण अ, जो व्हिडिओ पाहतो किंवा मग सोशल मीडियावर आपला संपूर्ण वेळ घालवतो, अ, कुठेतरी मला वाटत ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे, नकारात्मक गोष्ट आहे. जे आपल्या जे इमॅजिनेशन किंवा जी आपली कल्पनाशक्ती ह्याला कुठेतरी नष्ट करत आहे. अ, निश्चितच मी अशा लोकांना सांगेन, की जे म्हणतात की कल्पना, आमच्याकडे कल्पना करण्यासारखी, अ, विचार येत नाहीत किंवा मग आम्ही कल्पना करू शकत नाहीत. मला वाटतंय की त्यांनी सर्वप्रथम कुठूनतरी योग, ध्यान आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. अ, निश्चित मला वाटतं ज्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो किंवा मग आपण, अ, सु व्हिटॅमिन अ, डी असू, सूर्यप्रकाश असू किंवा मग आपला जो रोजचा योगा असू, ध्यान असू, मला वाटतं ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, परंतु खरंच अ, कुठेतरी त्या आपल्या कल्पनाशक्ती म्हणतात ना एक बूस्ट करतात किंवा मग ते एक अ, वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर निश्चितच मला वाटतंय, की अ, ज्या लोकांना अ, वाटतंय की आपण अ, ही गोष्ट करू शकत नाही किंवा मग त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग म्हणतात ना की निर्णय घेण्याची क्षमता नसते, अ, निश्चित मला वाटतं की अशा लोकांनी असे छोटे-छोटे उपाय करायला पाहिजे. तर अ, नक्कीच त्यांच्या जीवनावर, त्यांच्या आरोग्यावर, त्यांच्या मनावर अ, आणि त्यांच्या कल्पनाशक्तीवर अ, ह्याचा खूप सकारात्मक प्रभाव पडेल आणि ते देखील अ, नक्कीच अ, जीवनामध्ये पुढे जातील अशी मला आशा आहे.
हो. हां. हं. हां. हो ना. हां, सुरुवात करायला हवी. हं. हं. हो. हो, अगदी. हं, हं. हो. हं.